अच्छा. हां, मग ते तुमचे छंद जे असतात ते तुम्ही लिस्टप्रमाणे करता, का मग ते कसंही म्हणजे जसा वेळ मिळेल तसा तुम्ही त्याला टाईम देता किंवा तुमच्या मनाप्रमाणे करता? त्याबद्दल काही सांगाल का?
हां. हं. खरं सांगायचं तर मनाप्रमाणेच. कारण अ, छंदासाठी वेळ काढणं म्हणजे वेळ दिलं, तरी वेळ मिळत नाही. मग आपण मनाप्रमाणे जर केलं ना, की नाही ही मा छंद काय आहे? ती तूम आपली आवडती गोष्ट आहे. तर मग जी आवडती गोष्ट आहे, ती आपण मनापासून करतो ना, मग त्याच्यासाठी एक स्पेसिफिक जर असा टाईम दिला, नियम केले कडक. तर मग ते तेवढ्या उत्सुकतेने होत नाही. हो. <chuckles>
न हो, हो. हं. नक्कीच. हं. होणारच नाही. मग छंद राहणारच नाही तो. हो, हो. नक्कीच म्हणजे त्याला नॅचरलपणा जो आहे तो बेसिकली कमी होऊन जाईल त्याच्यामध्ये नक्कीच. हां.
अगदीच. असं मला वाट
मग तुम्ही अं, कसं संतुलन राखता म्हणजे साधारण ऑफिसचं आणि घरचं काम किंवा मध्ये येणारे पाहुणे याच्यामध्ये टू-डू लिस्ट प्रमाणे काही संतुलन राखता का? थोडं इकडे-तिकडे होतं त्याच्यामध्ये? त्याबद्दल काय सांगाल?
हं, हं, हं.